तुमच्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट तुम्हाला करायची असेल ना, तुम्ही कशीही तिला स्टार्ट करा. फक्त तुमच्याकडे एक जनरल प्रोटोटाइप जरी असला त्याचा, म्हणजे मोडका-तोडका जरी असला, तुमच्या पद्धतीने तुम्ही सुरू करा ना. मग एकदा सुरू केल्यानंतर काय होतं, मग तुम्हाला रिअल टाईममध्ये अडचणी येतात. बघा म्हणजे हां, अरे ही अडचण आली, मग ती सॉल्व्ह करा. मग अ, मग दुसरी अडचण आली, ती सॉल्व्ह करा. जसं आपण म्हणतो ना, की इम्प्रूवाइज अडॅप्ट ओव्हरकम तोच कन्सेप्ट इथे पण लागू होतो.
नक्कीच, हां. हो. हो, हो. हां, हां. म्हणजे सगळे सिग्नल चालू होईपर्यंत आपण गाडीच चालवणार नाही. असं करण्यापेक्षा प्रत्येक सिग्नलला काय म्हणतात ना, जो प्रॉब्लेम आहे, तो सॉल्व्ह करत-करत, म्हणजे सुरुवात करणं. आपलं काय म्हणतात अ, जो जर्नी आहे, ती सुरुवात केली पाहिजे.
हां. बरोबर, सुरुवात करा. अगदी बरोबर आणि असं पण नाही बरं का, की म्हणजे त्या फील्डबद्दल काही नॉलेज नाही आणि मारली उडी, सुरुवात करायची म्हणून करताय तसं पण नाही. एक वर्किंग प्रोटोटाइप जे म्हणतो आपण, साधा-सुधा अ, म्हणजे त्याच्याकडून अपेक्षा तुम्ही जास्त ठेवू नका. म्हणजे परफेक्ट आहे, पण सुरुवात करण्यायोग्य. म्हणजे एक रफ मॉडेल. प्रोटोटाइपच परफेक्ट शब्द आहे त्याला. म्हणजे फायनल प्रॉडक्ट नाहीये. तो प्रोटोटाइप आहे. सध्या म्हणजे अ, प्रॉडक्ट इन डेव्हलपमेंट जे आपण म्हणतो ना, त्या प्रकारचं तुम्ही चालू करू शकता.
अच्छा, हां. हां, हां. नक्कीच, नक्कीच. हो. नक्कीच, मग ते हळू-हळू तुम्ही जसं म्हणतात, प्रत्येक टप्प्यावरती त्याच्यावर तुम्ही सुधारणा करत जातात किंवा एक एकदा ते वर्किंग मॉड्यूल तयार झालं, की अजून त्याची एफिशियन्सी कशी वाढवता येईल, अजून मस्त कसं करता येईल, त्याच्यावर नंतर काम करता येऊ शकतं, जे परफेक्शन म्हणतो ते. म्हणजे काना काना-कोपरा जो राहिला, त्याच्याकडे नंतर शेवटी लक्ष देऊ शकतो आपण. फिनिशिंग टच म्हणतो त्याला.
हो. हां. अगदी बरोबर. हो. नंतर करता येतं. अगदी बरोबर. हो आणि म्हणतात ना, एक पुरेसा मॉडेल आपण म्हणू शकतो. तुम्ही सुरू करा सध्या आणि अ, मग हळू-हळू, हळू-हळू इम्प्रुव्हमेंट करा. जसं-जसं पुढचा फीडबॅक देईल. समजा, तुम्ही क्लायंटसाठी काही बनवताय आणि अ, किंवा क्लायंटच जाऊ द्या किंवा एखादा बिझनेस तुम्हाला स्टार्ट करायचं आहे, बरोबर. फूड शॉप, तुम्हाला रेस्टॉरंट स्टार्ट करायचं आहे, तर तुम्ही स्टार्ट करा ना. अ‍ॅट लिस्ट 1-2 रेसिपीने स्टार्ट करा. त्यांना काय वाटतं, छप्पन भोगपासनं एकदाच मी स्टार्ट करणार, एकदाच लॉन्च करणार, मग वेळ लागतो हं.
हां. बरोबर. हां. हां, बरोबर. ते अवघड आहे. एका-दुसऱ्या मेनूनी सुरुवात करायला सोपं आहे आणि मग हळू-हळू जसं फीडबॅक मिळते, तसा तुम्ही रेस्टॉरंट मोठं करू शकता. नक्कीच-नक्कीच, खूप छान उदाहरणं दिलीत तुम्ही. वेगवेगळी उदाहरणं दिलीत. अ, पण तुम्हाला असं अ, आता तुम्ही म्हणालात, की छोट्या-छोट्या निर्णयांमुळे पण आपल्याला किती वेळा असं होतं, की अरे, डिसिजन होत नाहीये. ते प्रत्येक डिसिजनचा किती वेळा असं अ, म्हणतो ना, निर्णयाला अरे, ताण येतो. काय करू नक्की, असं होऊन जातं. तर त्यामुळे उशीर होतो का हो? म्हणजे कसं करता तुम्ही ते काम, कसं हाताळता?
हो ना. मोठ्या करू शकता हं. हो ना. बरोबर.

हो, असंच आणि अ, लिहून ठेवतो मी आणि लिहून ठेवल्यामुळं काय होतं मग अ, त्यावर मी जेव्हा विचार करतो तर मी फीचर्स वगैरे जेव्हा आयडिया येते ना आणखीन, हा हे फीचर मी ॲड करू शकतो यामध्ये. हे फीचर आणखीन ॲड करू. ते त्यामध्ये सब टास्क म्हणून असतं नाही का तिथे लिहितो मी. मग हे लिहिल्यानंतर मग मी काय करतो? अ, हार्ड कॉपी आपली म्हणतात ना ओल्ड वेमध्ये पेन एंड पेपर घेऊन अ, आमचं कोडिंगमध्ये आम्ही फ्लोचार्ट वगैरे बनवतो बघा, म्हणजे कोणतंही हे करण्याच्या. फ्लोचार्ट म्हणजे बेसिकली त्याचं ब्लू प्रिंट समजा.
अच्छा. बरोबर, हो. बरोबर. हां. हां. हां.
म्हणजे एक्झॅक्टली कसं बनवायचं आहे ॲप. तर माझी अ, जी सवय आहे ना म्हणजे जी मला आवडत नाही बिलकुल, तर तो फ्लोचार्ट मला वाटतं काहीतरी याच्यामध्ये कमी आहे. आणखीन परफेक्ट व्हायला पाहिजे. मग आणखीन ॲड करूयात. उद्या करूयात. हं.
हां. अच्छा, अच्छा. कारण की फ्लोचार्टवरूनच तुम्ही कोडिंग सुरुवात करता ना. म्हणजे तुम्ही फ्लोचार्टमध्येच अडकताय.
बरोबर आहे. हो आणि फ्लोचार्टमध्ये अडकतोय तसं म्हणण्यापेक्षा फ्लोचार्टमध्ये ना मला वाटतं काहीतरी कमी आहे आणखीन. परफेक्ट नाही झालं आणखीन. आणखीन काहीतरी ॲड करू. मग मी थांबतो. अ
अच्छा. म्हणजे तुम्ही परफेक्शनच्या पाठी अ, धावता त्यामुळे आणि परफेक्शन तर खरंच अ, असं किती वेळा ऐकलं, की मिथ्या आहे. म्हणजे परफेक्ट कोण नसतंच. ते देवच परफेक्ट असतो. <laughs> हं.
हो, खूपच. कोणीच नसतं. <chuckles> अगदी बरोबर. असंच असतं आणि अ, हेच कारण आहे मला वाटतं माझं आणि ज इन जनरल खूपजणांचं. परफेक्शनच्या मागे ते धावतात. त्यांना वाटतं, जेव्हा सुरू करू ना आपण, तर डायरेक्टली अ, म्हणजे आपण हे करायला पाहिजे अ, म्हणतात
हां, हां. पहिल्याच झटक्यात बरोबर झालं पाहिजे.
हां, म्हणजे म्हणतात ना की सौ अ सौ सोनार की एक लोहार की, असं म्हणतात. म्हणजे एक लोहारच आपल्याला बनायचं असतं. एका फटक्यातच आपल्याला पाहिजे सगळं.
अच्छा. <chuckles> नक्कीच, नक्कीच.
पण जो सोनार जो असतो ना बघा तुम्ही अ, एक, एक, एक, एक स्टेप हळू, हळू, हळू, हळू तो अ, हे करतो म्हणजे म्हणतात ना अ, जोडतो अ, एक दुसऱ्याला दागिने म्हणजे एक अ, शेवट शेवटी एंडिंग ते जे एकदम सुंदर दागिन्यामध्ये होते. म्हणून असं म्हटलं जातं
बरोबर. हां. नक्कीच.

हां, झटपट निर्णय घेणे म्हणजे असं मी नाही म्हणणार, झटपट तुम्ही घेऊ नका थोडं मार्केटमध्ये रिसर्च.
नको तिथे आपण अडकतोय ना, म्हणजे आता म्हणटंलो ना, मगाशी आपण बऱ्याच ठिकाणी असं होतं की नको त्या गोष्टीत आपण अडकतोय. त्यात न अडकण्यासाठी असं काहीतरी झटपट असं निर्णय घेण्यासाठी काय करू शकतो का?
हो. बरोबर आहे. त्यात न अडकण्यासाठी हेच म्हणाल ना, मी कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही जाताना त्याचा थोडा रिसर्च करून जा नाही का. म्हणजे विचार करून जा ना. डायरेक्टली जम्प मारू नका त्यामध्ये आणि झटपटच डिसिजन घ्यायचा असेल तर मग कॉइन घेऊन टॉस करा. <chuckles> मग इतका झटपट घ्यायचा.
बरोबर. हो. म्हणजे रिस्कपण घ्यायची असेल, तर कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या असं.
कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या. अ, हो आणि अ, अ, 1 मूव्ही पाहिला होता मी अशाबद्दलच अ, रजनीकांतचा कोणता तरी, त्याला असं डिसिजन घ्यायचा असतो पटकन. तो कॉइनवर फेकतो पण तो कॉइनपण उभा राहतो नाही का, पडत नाही इकडं-तिकडं.
बरोबर. <chuckles> अरे, बापरे! म्हणजे एवढं पण नशिबावरती नाही अ, निर्णय सोडायचे. काहीतरी आपण वाचू-वाचून वगैरे त्याची माहिती घेऊन घेतली, तर नक्कीच त्याच्या पाठची भीतीपण कमी होईल आणि भीती कमी झाली. म्हणजे माहिती झाली की भीती कमी होते आणि भीती कमी झाली की निर्णय घ्यायला सोपं जातं. <chuckles> नक्कीच.
सोडायचं तेच म्हणतो मी. रिसर्च करून. अगदी. एकदम बरोबर. हं. तर ह्या गोष्टी घेतल्या पाहिजेत आणि तुमचं स्ट्रे स्ट्रेंग्थ काय आहे ते लक्षात ठेवा, म्हणजे काय म्हणजे स्ट्रेंग्थ तुमची ज्या ज्या ज्यामध्ये असेल, ज्या फील्डमध्ये असेल, तर अशा वेळेस तुम्ही स्ट्रेंग्थ काय आहे ते कळालं, तुमची अपॉर्च्युनिटी काय आहे? तुमची वीकनेस काय? स्वॉट जे आपण म्हणतो ना, तुमचं थ्रेट काय आहे तुमच्याला? तर ह्या स्वॉट अ‍ॅनालिसिस जर तुम्ही केलं, तर निर्णय घ्यायला खूप सोपं जातं. जिथे-जिथे अडथळे आहेत ना तुम्हाला
हो, हो. अच्छा. म्हणजे बाहेरची माहिती काढणं आणि स्वतःची पण माहिती काढणं स्वॉट अ‍ॅनालिसिसनी, म्हणजे माहिती आली की भीती जाणार. मस्त सांगितलत तुम्ही मला. त्याचा निर्णय कसा घ्यायचा अ, आणि कसं नाही अडकायचं, ह्या गोष्टीबद्दल एकदम एवढं मस्त सांगितल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद.
स्वतःची पण. बरोबर. नक्कीच.